नाही, नाही, हे खूप चुकीचं आहे असं खरंतर. आणि आता आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत 2025 मध्ये मला वाटतं, की कुठल्याच मुलींनी या गोष्टीचा विचार नाही करायला पाहिजे. जेवढं सहन केलं ते बस झालं आता. खूप झालं आता. तेव्हा आता मनाचं ऐका, तुम्हाला जे आवडतं ते घाला आणि खुश रहा. हां, स्वतःसाठी जगा कारण म्हणजे
हां. हो, हो. हो. हे करा. आणि स्वतःसाठी जगा. हां. आणि आणि दुसरे काय म्हणतात याचा फारसा विचार करू नका, हो ना?
नाही. कारण म्हणजे मला तरी वाटतं की मी अ, माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात खूप केला. आणि मागच्याच म्हणजे खूप मोठा जास्त टाईम नाही झाला. पण मागच्या 5-6 महिन्यापासून जो बदल मी स्वतः बघते की, "अरे, यांचं ऐकत राहिलं तर हे आपल्याला आयुष्यभरासाठी गुलामच बनवून ठेवणार." त्याच्यामुळे की निघा आता.
हो. हां. हो ना. आणि हां. आणि लोकांनी कितपत दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये इंटरफिअरन्स करावा ते पण त्यांना थोडक्यात समजलं पाहिजे. असं आहे. हां. आणि कारण तेही स्वतः कपडे घालत असतात. मग त्यांच्याबद्दल हां, त्यांच्याबद्दलही कोणीही बोलू शकतं ना किंवा काय असं. हां.
हां, हां. समजलं पाहिजे. हं. घालत असतात बोलू शकतात, म्हणजे बोलतात पण. नाही त्यांचं असं असतं, की त्यांनी स्वतः पण तशा बाब बाबतीत बोलणी खाल्लेली असतात. तरीही लोकांना दुसऱ्यांना नाव ठेवायचेच असतात. आणि स्पेशली मुलींसाठी आपल्याकडे खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत अजूनही. तर मला वाटतं की हां, खूप आहेत. मन मला वाटतं की आता
हो. हो, हो आहेत. आणि कसं म माहितीये का? कपड्यांमधून तुमची पर्सनॅलिटी दिसत असते. मग तुम्ही हां. पण अशी नावं ठेवून तुम्ही स्वतःचीच पर्सनॅलिटी खराब करता. असं वाटतं का तुम्हाला? हां.
दिसत असतील. खराब तर करायचंच आहे. पण मग हां. म्हणजे असं वाटतं की मला आता मला एखादा कपडा खूप आवडला आणि मला मी तो घातलाय पण तर आणि लोक काय म्हणतील जर म्हणून जर मी तो अव्हॉइड केला ना, तर काहीच पॉइंट नाहीये. मला वाटतं, की कपडे हा एक ही एक अशी गोष्ट आहे ना, की ते आपल्याला खूप जास्त कॉन्फिडन्स देते. आत्मविश्वास एवढा वाढतो ना, की मग मला जे पाहिजे ते मी मिळवू शकते. मला जे पाहिजे ते मी अचीव्ह करू शकते करू शकते. आणि मग लोक बोलले आणि आपल्याला जर परिणाम झाला, "अरे, मला असं म्हणले." त्यानी आत्मविश्वास लगेच हां.
हां. हां. पॉइंट नाहीये. हो, हो. हो, एकदमच एकदम छानच बोललात. हो. पाहिजे ते करू शकते. हो. हां. हो, पण कॉन्फिडन्स हां, म्हणजे लोकांचा विचार करून तुम्ही तिथे कॉन्फिडन्स डाउन करता ना, असं होतं ते.
वरून स्वतः हां, मग ते ते एकदा आत्मविश्वास संपला, की मग आपण कुठेच उरत नाही. आपण गेलो. हं. हां, शून्यावरच आलो मग.
हां, आपण संपूनच जातो असं होतं आणि समाज हां. आणि समाज ते करायलाच टपलेला असतो. त्यामुळे असं म्हणजे अशा लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे कधीपण. हां. म
तेच ना मग एक अ, खूपच अ, नाही का एका अभिनेत्रीचा डायलॉग आहे. ती म्हणते, की अं, "गुड गर्ल्स न नेव्हर मेक हिस्ट्री, बोल्ड गर्ल्स मेक हिस्ट्री."
हो. ओ. मग त्याच्याबद्दल काही सांगाल का? म्हणजे काय हो.
हां ना. मग म्हणजे किती म्हणजे किती छान असे म्हणजे लाईन आहे की नाही? की जर तुम्हाला अं, इतिहास बनवायचा असेल तर आधी डेअरिंग बनवा, स्वतःला बोल्ड बनवा आणि बोल्ड बनवण्यासाठी आत्मविश्वास जो लागतो ती ह्याच छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. की तुला काय आवडते? तू काय घालतेस? तू कुठं जातीयेस? काय शिकतीयेस? कुठं काम करतीयेस? ह्या गोष्टी खूप मॅटर करतात.
हो. हो. बोल्ड बनवा. हो. हो. हो. हां. हो.

हां, खूप गोष्टी. म्हणजे बघा ना जसं की आपली मराठमोळी साडी पण साडीतच म्हणजे की पैठणी आहे, सिल्कची आहे किंवा कॉटनची आहे, किती प्रकारच्या साड्या घालतो, मग साडी झाली की मग रंग, मग हिरव्यासोबत लाल चांगला दिसतो का? की मग अ, पिवळ्यासोबत लाल चांगला दिसतो का? की मग हे घातलं तर मग ह्याच्यावर दागिना कोणता चांगला दिसतो, मला कानातले कोणते चांगले वाटतात, ह्याच्यावर बांगडी कोणती चांगली वाटते, किती गोष्टी आपण विचार करतो नाही का यात.
हं. हो. हो. बरोबर. हो. हो. हां, हां, मग? हो, ते ओघाने येतच आणि ते म्हणजे एक महत्त्वाचा भागच असतो म्हणजे कपड्याबरोबर ह्या गोष्टी या विचारात घ्यायला लागतात. मग त्याच्यामध्ये रंग जो असतो तो महत्त्वाचा ठरतो का? असं तुम्हाला काय वाटतं रंगाबद्दल?
हां ना, खूप जास्त. घ्यायला लागतात, हो. हां, खूप महत्त्वाचा. म्हणजे नाही आजकाल तर म्हणजे प्रत्येकास असं, की एक आवड आहे की मला हा रंग आवडतो किंवा मला तो रंग आवडतो किंवा मला हा रंग चांगला दिसतो हा एक अजून एक नवीन कन्सेप्ट आला आता उम्म, हां, की ही प्र
बरोबर. कन्सेप्ट आलाय हो, हो आणि कुणाला तुम्ही विचारता म्हणजे, की हा मला रंग कसा दिसतो, तो रंग कसा दिसतो? मग त्यातून पण तुम्हाला बरंच काही कळत असेल ना, मार्गदर्शन मिळत असेल किंवा हां.
हां. बरोबर आहे. खरं तर अ, मला माझ्यासाठी सगळ्यात जास्त मार्गदर्शक माझी मोठी बहीण. एकतर मी तिलाच विचारते सगळ्या गोष्टी, की म्हणजे ही डिझाइन चांगली आहे का? किंवा हा रंग चांगला आहे का? त्यात आपलं स्वतःचं पण, की मला हे आवडलं, चांगलं दिसतं. हां.
बरं. हां. आवडतं, हो. हां, तर मग अ, तुम्ही साधारण कुठलं कॉम्बिनेशन करता म्हणजे तुम्हाला बरं वाटतं म्हणजे एकंदरीत तसं केल्यावर, असं कुठल्या रंगांचं कॉम्बिनेशन करता साधारण तुम्ही?
हां ना. आता नॉर्मली म्हणजे ते डिपेंड डिपेंड करतं, की आपण कुठं चाललो आणि कुठल्या म्हणजे गोष्टीसाठी ते कपडे किंवा ते ग हे घालत आहोत. नाही का ऑफिससाठी म्हणलं तर थोडं लाईट कलर चालतील किंवा मग एखाद्या लग्न, एखाद्या पार्टीला चालो, थोडं डार्क म्हणजे ते डिपेंड, की लग्न आहे म्हणजे टिपिकल एखादा नाही का ट्रेडिशनल लूक करायचा, एखाद्या पार्टीला चालो तर काहीतरी वेस्टर्न लूक करायचा, किती गोष्टी असतात. पण तसं मग ते काही कलर वगैरे असं उम्म, ठरलेलं नाहीये पण ते डिपेंड्स सिच्युएशनवर हां, डिपेंड करतं.
हां. बरं. हो, हो, हो, हो, हो. हां. डिपेंड डिपेंड करतं हां. मग समजा आता कुठे अ, समजा सणा सणाला, समारंभाला किंवा मैत्रिणीच्या बाबा लग्नाला जायचं असेल किंवा हां, मग त्यावेळी असं तुम्ही काय म्हणजे परिधान करता? कपडे कुठले परिधान करता आणि त्यातून तुम्हाला म्हणजे अ, काय असं सांगायचं असतं म्हणजे परिधान केल्यावर? म्हणजे
म्हणा हां, ना, म्हणजे मल मला ना मी नॉर्मली खूपच साध्या कपड्यात असते, की मला 1 नाईट पँट आणि 1 वरतून साधा सिंपल टी-शर्ट. <laughs> हां, हां, हे ह्याच्या ह्याच्यासारखं सुख कशातच नाहीये माझं असं म्हणणं आहे. पण मग अ, खूपच जास्त साधं राहतंय त्याच्यामुळे जेव्हाही मला कधी नटायचा अ, म्हणजे काय चान्स भेटतो. मी म्हणजे अशी आर की पार होऊन जाते, की मग जगा बघा, मला बघा. <laughs> मग मी खूपच तयार होते, की मग मला जे एकदम डार्क कलरची साडी नेसणार मी, मग तसं पेंट आणि मग ते बांगड्या-बिंगड्या तसं खूप आवडतं मला म्हणजे कार्यक्रम.
<chuckles> असं म्हणजे साध राहायला आवडतं का तुम्हाला? हो, हो, हो, हो, बरोबर आहे. हो. हो, हो. हो, हो. आवडतं आणि अ, नटायला मुरडायला उत्साह पण जास्त येत असतील ना अशा सण प्रसंगाच्यावेळी.
खूप, खूप जास्त हां, खूप जास्त कारण मला हां.
हां, म्हणजे हां, तर त्यातून तुमचा आनंद व्यतीत होतो म्हणजे थोडक्यात कपड्यातून म्हणा.
खूप जास्त. हां, तर ते त्या गोष्टी आहेत ना की आपण आपल्या आवडीचं करतोय म्हणजे हॅपी असणारच.
हो.